हां, म्हणजे मला ही कल्पना असं सांगू शकतं, की म्हणजे बघा ना, <swallows> लोकांचं म्हणजे Facebook, Instagram <swallows> या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतात. त्याच्यामधून म्हणजे ते मैत्री होती काही लोकांची. काही लोकांचं असं असतं, की त्यांचे ते कॉलेजला जातात किंवा अ, ऑफिसला जातात. पण त्यांची तिथल्या लोकांची त्यांची वाइब म्हणू शकतो आपण जुळत नाही. पण मग अशा लोकांची नक्कीच मला तर वाटते ही वाइब्स ऑनलाईन देखील जमते.
हां, हां. हो. हां. नक्कीच. हो, नक्कीच. हां.
आणि क अ, आपण असं पण बघितलं असेल बघा ना, की म्हणजे म्हणजे मी तुम्हाला एक असा अनुभव देखील सांगू शकते. की मी जेव्हा कॉलेजला होते ना, <swallows> कॉलेजला होते मी, तर माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता. तर अ, आम्ही दोघं समोर कधीच बोललो नाही एकमेकांसोबत. पण मध्येच हां आणि मग त्याच्यानंतर काय झालं? की म्हणजे समजा कॉलेज संपलं त्याच्यानंतर मग अ, त्याने मला मेसेज केला. आणि मग त्याच्यानंतर आमची मैत्री झाली आणि ती इतकी छान मैत्री झाली, की ती मैत्री आमची अजून देखील आहे. असं. हो.
हां, हां. सांगा ना. हां, हां. अच्छा. अच्छा. हां, हां. हां. हो. अरे वा! अजून देखील. अरे वाह! वाह! वाह! म्हणजे प्रत्यक्ष समोर तुम्ही पहिले कधी बोलला नाही आणि नंतर ऑनलाईन थ्रू झाली तुमची मैत्री. हां, हां, हां.
कधीच बोललो नाही. ऑनलाईन म्हणजे आम्ही ओळखत होतो एकमेकांना आणि अशी मैत्री झाली आहे आमच्यात.
अरे वाह! खूपच छान. तर तुम्हाला हां अ, हां.
असं मी सांगू शकते. आणि हं.
तुम्हाला ऑनलाईन मैत्री जास्त आवडते का प्रत्यक्ष मैत्री?